आजकालचं जग असं म्हणतात सोशल मीडियाभोवती फिरतंय. तर ह्याच सोशल मीडियाच्या जगात तुमचा क्रिएटिव्ह प्रवास कसा झाला आणि त्यात काही बदल झालेत का हो?
हो. खूप जास्त, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं <clears throat> जग सोशल मीडियाभोवती फिरतंय आणि आपण आपल्या फोनभोवती फिरत असतो. त्यामुळे ती एक खूप छान संधी मिळाली आपल्याला स्वतःला व्यक्त करण्याची आणि आपल्याला जे काही येतं, मग ते अगदी साधं काहीतरी असो किंवा काहीतरी ॲडवान्स्ड नवीन न कळणारी ही गोष्टी आपण ट्राय करून सोशल मीडियावरती नक्कीच टाकू शकतो. तर, माझाही क्रिएटिव्ह प्रवास असा इव्हॉल्व झालाय असं म्हणता येईल.
अगदीच. बरोबर. बाप बरोबर. बरं. मग सांगाल का आम्हाला, म्हणजे काय झालं नक्की? कसं झालं? आणि कधी झालं?
बेसिकली जेव्हा सुरुवात झाली ना सोशल मीडियाची किंवा Facebook जे आलं होतं, दोन हजार सातमध्ये तेव्हापासून मी वापरायला सुरू केलं आणि <clears throat> तेव्हाचं अट्रॅक्शन फक्त होतं FARM WILL म्हणून एक गेम जिथे शेतकरी बनून आपण अ, शेत अ, उगवू शकायचो, झाडं उगवू शकायचो, घरं बांधू शकायचो. तर ते अगदी ॲडिक्शन झालं होतं, ऑफिसमध्येही बराच वेळ घालवायचो. त्यामुळे तेव्हा अशी क्रिएटिविटी तेवढीच केली. वेगळं काही केलं नाही. पण जसं-जसं YouTube आलं आणि <swallows> जसं हळूहळू क्रिएशन सुरू केलं. म्हणजे Facebookवरही फोटो टाकणं सुरु केलं, किंवा काही माझ्या छोट्या-छोट्या अचीवमेंट्स असतील त्या टाकणं सुरु केलं, तेव्हा हे रियलाइज झालं, की फक्त स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी टाकण्याऐवजी थोडंसं काहीतरी क्रिएटिव्ह ही करून टाकावं. तर तेव्हा तो प्रवास सुरू झाला 2010च्या दशकात.
हां. बरोबर. हं. अच्छा. हो. बरोबर. हो, हो, अगदीच. अच्छा. हां, हां. बरोबर. बरोबर. बरोब ओके. बरोबर. पण म्हणजे मग काय सुरुवात केलीत, कुठून, म्हणजे असं असतं ना, की तुम्ही म्हणताय की अशी-अशी सुरुवात झाली, पण काहीतरी कारण झालं असेल ना, त्या सुरुवातीसाठी?
हो, नक्कीच. एक प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन जे इतरांचे पोस्ट्स बघून मिळायची, म्हणजे अ, असं आपण म्हणतो ना, की कोणतीही गोष्ट तशी इन्व्हेंशन नसते, ती एक डिस्कव्हरी किंवा रिडिस्कव्हरीचं असते. आणि आपण दुसऱ्यांकडून शिकूनच, प्रेरित होऊनच त्या आयडियाज पर्सनलाइज करून किंवा स्वतःच्या अ, पद्धतीने मांडतो आणि त्याला आपण इनोव्हेशन म्हणतो. तर इतरांचे काही असे छान-छान पोस्ट्स मला यायचे, जसे अ, रिलेशनशिप्सवरती काही थॉट्स यायचे किंवा अ, माइंडफुलनेसवरती काही विचार यायचे, तर ते विचार बघून-बघून मला असं वाटायला लागलं, की अच्छा, मी माझ्याही मनातले काही विचार टाकू शकतो Facebookवरती. म्हणजे सुरुवातीला जे मी टाकायचो, की अ, आज मी इकडे गेलो, आज मी तिकडे खाल्लं, हे खाल्लं, ते खाल्लं. त्याऐवजी मला वाटलं, एक-एक ओळीत तरी ते विचार लिहिण्याचा प्रयत्न आपण करू.
अच्छा. बरोबर. बरोबर. अगदीच. बरोबर. हं, हं. अरे वाह! प्रयत्न केला. वाह! खूप सुंदर. मग असं एखादा विचार, जो तुम्ही मांडलात आणि त्याच्यावर प्रेक्षकांचे रिॲक्शन्स आल्या किंवा असं म्हणेन, की तुमच्या ग्रुपच्या किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांच्या कॉमेंट्स आल्या त्याच्यावर. आणि मग त्याने तुम्हाला असं उभारी आली, की "यस, आय ॲम आय कॅन डू धिस इन अ बेटर वे" आणि मी अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही ते केलंत.
हो. अ, मला आठवतंय अ, 2 अशा पोस्ट्स होत्या एक अ, मी थायलंडला फिरून आलो होतो नुकताच आणि माझा तो पहिला अनुभव होता, की एका पर्टिक्युलर गल्लीत चालत असताना, तिथे एक सीडी विकणारा माणूस होता. म्हणजे त्या थोड्याशा अशा घाणेरड्या सीडीज होत्या, अ, कॉम्पॅक्ट डिस्क ज्या आपण सीडी प्लेअरमध्ये टाकून प्ले करू शकतो. तर तो जरा माझा पाठलाग करत करत बराच माझ्या मागे आला, पण अ, मी फक्त असं वळून त्याच्याकडे चिडून पाहिलं, की मला आवडत नाहीये हे. मला नको आहेत त्या तसल्या सीडीज. अ, नको देऊस. मी काहीच न बोलता फक्त डोळ्यांच्या इशाऱ्याने त्याला ते सांगितलं. तर याबद्दलचा एक छोटासा टेक्स्ट पॅराग्राफ मी लिहिला होता Facebookवरती, की असं-असं घडलं 2013 च्या त्या ट्रिप मध्ये. तर त्या गोष्टीला खूप रिएक्शन्स आल्या होत्या आणि खूप जणांनी अ, पसंत केलं होतं, की हा किती म्हणजे छान लिहितो किंवा शब्दांची एक रचना म्हणा किंवा चॉईस लोकांना आवडली होती.
अच्छा. हां, हां. अच्छा. ओके. बरोबर. अच्छा. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हां, हां, हां. अच्छा. अरे वाह! अरे वाह! मग एखादा खास असा फीडबॅक, म्हणजे असं होतं ना, की हां, त्यां त्या तो एक होता जो आम्हाला असा मास्टरस्ट्रोक बसला आणि मग आम्ही जास्तच पुढे गेलो, असं काही?
अ, त्या पोस्टला नव्हती, ॲक्चुअली एक अजून एक मी पोस्ट टाकली होती अ, खाण्याबद्दल, की मी थायलंडमध्ये अ, जरी जातो तरी अ, फक्त शाकाहारीच खातो किंवा फळांवर खातो. तर त्यावर एक अशी स्ट्राँग रिएक्शन नक्कीच आली होती, की, "अरे पण तू व्हेजही खाल्लं पाहिजेस," म्हणजे
हां, हां. अच्छा. हं, हं. अ, हां.
त्यानी मला एक असं छान सजेशन दिलं होतं, की अ, तू फक्त फळं खाऊन जगतोयेस म्हणजे तू काय मिस करतोयेस हे तुलाच माहिती नाही, थाई राईस जो असतो किंवा भात असतो तो एकदम वेगळा असतो, विशिष्ट असतो. तर
अच्छा. आहे. बरं. हो, तिकडचा एक वेगळीच चव आहे त्या भाताची. बरोबर. हो. हो.
चव असते, चिकट राईस जो असतो स्टिकी राईस. तर तो अ, त्यानी ते लिहिलं होतं. तर मला आधी सुरुवातीला लागली ती कॉमेंट, की अरे हा इतका स्ट्राँगली का लिहितोय? पण मग नंतर मला कळलं, की ते, ते खूप छान सजेशन आहे माझ्यासाठी ते अजून आठवतं मला.
बरोबर. वाह! किती छान. पण आता बघा आजच्या एवढं म्हणजे आता 2007 ते आज 2025 ह्या एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये खूपसे बदल ह्या सोशल मीडियामध्ये झालेत. आद पहिला जिथे एकच प्लॅटफॉर्म होता, तिथे आज एवढे अगणित प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत आणि प्रत्येक ह्याचा ट्रेंड आणि एक अल्गोरिदम आहे. तर कधी तुम्हाला तुमच्यासाठी असं वाटलं का, की मला हा ट्रेंड पकडला पाहिजे, की नाही आता नको हे नको पण काहीतरी असं करायला पाहिजे. एक स्वतःची कधी अशी डीरेक्शन्स तुम्ही निवडल्यात का?
हो. नक्कीच. दोन्ही गोष्टी, म्हणजे एक तर अ, मी जे करायला सुरुवात केली, म्हणजे एक थोड्याशा माइंडवरती किंवा अध्यात्मावरती किंवा ध्यानावरती काही मी व्हिडिओस बनवायचो, ते त्यातही दोन पार्ट्समध्ये आहे हे उत्तर माझं. एक म्हणजे, अं, खूप लांब लांब व्हिडिओस बनवायचो मी. 20-20 मिनिटाचे व्हिडिओज असायचे ते आधी. आणि मग ते
बरोबर. हो. अच्छा. हां, हां, हां. बरोबर. पहिला होते मोठे व्हिडिओज, बरोबर.
हो आणि ते काही फार बघितले जायचे नाहीत, कारण कंटाळवाणे असायचे कदाचित किंवा मी अगदी खूप जास्त ऊर्जा ओतून नसेन बनवत, कदाचित ते कारण असू शकतं. पण ट्रेंड मी हा पकडला, की थोडे शॉर्ट व्हिडिओज बनवायचे. आणि थोडेसे थोडक्यात कसं बोलता येईल, म्हणजे 20 मिनिटाचा अ, एखादा मला मेसेज द्यायचा असेल, तो मी 3 मिनिटात देऊ शकतो का
हां, हां. अच्छा. अच्छा. बरोबर.
हे मी शिकण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने त्यानंतर शॉर्ट व्हिडिओजही आले. अ, म्हणजे उभ्या टाइपचे व्हिडिओज, पोर्ट्रेटमधले व्हिडिओज, ज्यांची पोहोच आणि रीच जास्त असते, लॉन्ग व्हिडिओजपेक्षा. आणि अ, तुम्ही म्हणालात ना, की काही असा अ, ठोस कॉमेंट आली का, तर हो. म्हणजे माझ्या लॉन्ग व्हिडिओवरती एकाने कॉमेंट केली होती, की “तू जर शॉर्ट व्हिडिओज बनवलेस, तर तुझी रीच वाढेल आणि तू हिंदीत व्हिडिओ बनव, इंग्रजीच्या ऐवजी,” असं म्हणाला होता तो. तर तो एक खूप मोठा बदल आणि अ, कस अं, अनस्पोकन ट्रेंड आहे, जो मी सुरु केला पाळायला.
बरं. हो, हो. शॉर्ट व्हिडिओज बरोबर. जास्त असतं, बरोबर. अरे वाह! बरोबर. आणि एक खरोखर म्हणजे जेव्हा आपण एखादी भाषा मानतो, की सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे एखादी गोष्ट, तेव्हा भाषेचा खूप मोठा रोल इथे, आपल्यासारख्या देशामध्ये, जिथे 2000च्यावर बोली आणि लेखी भाषा आहेत. तिथे भाषेने खरोखर तुमच्यामध्ये तुम्ही जसं म्हणताय ना, तो खरोखर आला असणाराच बदल हे मी समजू शकते. हं. <coughs> सॉरी. पण मग सोशल मीडिया एज अ करियर किंवा तिथून मला उत्पन्न मिळू शकतं ही बाब कधी लक्षात आली?
हं. अ, सो YouTubeचं असा 1 रूल आहे की तुमचे व्हिडिओ जर लोकांनी 4000 तास पाहिले, म्हणजे त्यावेळेसचा तो नियम होता. 4000 तासांसाठी जर तुमचे व्हिडिओस पाहिले गेले एकूण, तर मग आम्ही ते मॉनिटायझेशन तुम्हाला देऊ आणि ऑन करू तर मग त्यानंतर मी अ, ऑन केलं ते माझ्या अकाउंटवरती. पण
अच्छा. हं, हं. हं. अच्छा. अरे वाह! हां, हां. पण मग कधी असं नाही वाटलं का, की त्याच्यामध्ये सुद्धा फसवणूक होऊ शकते?
हो. होऊ शकते. म्हणजे अ
काही अनुभव आहे का त्याबद्दलचा तुमचा?
उम्म, मला आठवतंय एकदा एका ब्रँडनी मला अप्रोच केलं होतं आणि म्हणजे क्रिएटर म्हणून मी जे काही बनवतो म्हणून अ, त्यांनी माझी पोच किंवा रीच थोडीशी वाढायला लागली होती तेव्हा तर अ, किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल गेलेला त्यांनी पाहिला असेल तर ते म्हणाले, की आमचं हे 1 प्रॉडक्ट आहे. 1 जिरा पावडर काहीतरी आहे, ज्याने एसिडिटी कमी होते, तर तुम्ही त्याची 1 अ, छोटीशी ॲड बनवाल का? किंवा तुमच्या व्हिडिओच्यामध्ये ते टाकाल का?
अरे वाह! बरोबर. बरोबर. हं. हं. अच्छा. बरोबर.
तर फसवणूक हा खूप कदाचित स्ट्राँग शब्द असेल ह्या इन्सिडेंटसाठी. पण अ, असं झालं की ती पावडर काही फार कामाची नव्हती एवढी काही. हां. चांगली नव्हती आणि मीही त्याचा प्रयोग केला होता, तर काही फार परिणाम दिसला नाही मला. पण मग म म्हणजे त्यांनी नुसता त्याचा उप माझा कसा उपयोग करून घेता येईल हे बघितलं. तर ते थोडंसं मला ऑड वाटलं.
अच्छा. उपयुक्त नव्हती ती. बरोबर. हां. त्यांच्या जाहिरातीला, जाहिरातीला जास्त व्हिवज मिळावेत म्हणून त्यांनी तुमचा वापर करण्याचा तिथे प्रयत्न केला, असं म्हणताय तुम्ही?
हां, म्हणजे त्यांचं ते ब्रँड कुठेतरी बोललं जावं आणि त्याचं नाव घेतलं जावं, असा त्यांचा प्रयत्न होता.
बरोबर. आत्ताच्या जगामध्ये जर आता आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी असा कोणताही विषय किंवा असा कोणताही अ, सांस्कृतिक का कोना नाही की जिथपर्यंत सोशल मीडियाचा रीच नाही आहे. कुठचीही गोष्ट उ उचला त्याच्यावर तुम्हाला एक तरी चॅनेल मिळतंय. मग अ, तुम्हाला मला ह्याचं कॅटेगरीमध्ये चॅनेल करायचंय, ही प्रेरणा किंवा ही क्रिएटीव्हीटी कशी तुम्हाला तुम्ही साधलीत?
मी नेहमीचं असा व्यक्ती होतो आणि मला असं वाटतं ते माझ्या व्यक्तिमत्त्वातूनचं आलं. अ, माझा स्वभावचं असा आहे, की सगळे जे करताय तेच करण्याऐवजी, जर मी ज्याच्यात स्पेशलायझेशन ठेवतो किंवा मला जे चांगलं जमतं किंवा मला जे वाटतं, की मी चांगल्यारित्या करू शकतो. त्यात मी जर व्हिडिओज बनवले, तर अ, कदाचित मला लगेच 2 दिवसात, 3 दिवसात पॉप्युलॅरिटी नाही मिळणार किंवा ती रीच नाही मिळणार. पण वेळ लागेल. पण 1-1, 2-2 लोकं जरी माझ्याशी जोडली गेली. तर अ, त्यांचा खरा-खरा फायदा होईल, हे मी ध्येय ठेवलं होतं. आणि त्यामुळे मी माझी ती नीश पकडून तेव्हापासून आजपर्यंत तशाच प्रकारचे व्हिडिओज बनवतो.
बरोबर. बरोबर. हं. पण मग एकाच कल्पनेचे असे वेगवेगळे वर्जन आपण जे आणता, तर त्याच्यामध्ये, म्हणजे कोणत्या प्रकारची सृजनशीलता किंवा कस कशा प्रकारे क्रिएटिव्हिटी टाकायचा प्रयत्न करता, की जेणेकरून अ, तुमचे ऑफ कोर्स कंटेंटला महत्व आहेच, पण पुन्हा एक प्रेझेंटेशन किंवा जो आपण म्हणतो ना, एक क्रिएटिव्ह आस्पेक्ट किंवा एक असं वेगळंच हे असावं, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकं त्याकडे खेचली जातात. तर तुम्ही काय करता, म्हणजे कसे प्रयोग करता तुमच्या कल्पनेवर, की ते जास्तीत जास्त उपयुक्तपणे लोकांपर्यंत पोहचावेत?
3 गोष्टी मी करतो. एक तर अ, माझे कपडे <chuckles> थोडीशी फॅशन आणण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे फाई काही फार वेगळं नाही, पण एक छानसं जॅकेट असेल, तर ते कधी-कधी तरुणांना आकर्षित करतं. एखादे चांगला टी-शर्ट, ब्रँडेड टी-शर्ट मी घालू शकलो, म्हणजे मी जे काही घालतो कपडे, ते एक आउटफिट वरती भर असतो. दुसरं म्हणजे माझं बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंडमध्ये मी अ, अशा काही विटांची चित्रं अशी लावली आहेत, स्टिकर लावले आहेत जे विटांसारखे दिसतात, तर त्याच्यावरती मी कधी-कधी काही गोष्टी लटकवतो, क्रिएटिव्ह, कार्टून असतील, क्रिसमस आला तर एखादं सांता क्लॉसचं चित्र, तर ते मी बदलत राहतो, जेणेकरून ते त्या सीझनला सूट होईल आणि त्या डिसेंबरमध्ये नाही, तरी पुढच्या डिसेंबरमध्ये कदाचित तो व्हिडिओ परत वर येऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे कंटेंट अ, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा. तर लोकं जे काही कॉमेंट करतात किंवा लोकांचा जो काही एक अभिप्राय किंवा प्रतिक्रिया येतात, जरी त्या निगेटिव्ह असल्या, तरी त्यावरून मी व्हिडिओज कसे बनवू शकतो, हा प्रयत्न करतो. कारण मग ते निश जे आहे, ते अजून पक्कं होऊ शकतं.
बरोबर. बरोबर. बरोबर. अच्छा. वॉव! हो. वर येऊ शकतो, बरोबर आहे. हं. बरोबर. बरोबर. वाह! बरोबर. मग आत्ता अश्या काही छोट्या टिप्स मला देऊ शकाल का, की जरा जर समजा मला उद्या जाऊन माझं सुद्धा एक कसल्या कसल्यातरी, सब्जेक्टवर मला करायचंय एखादं चॅनल ओपन. तर मी काय, प्रोज आणि काय कॉन्स आहेत. माझ्यासाठी, मला सांगू शकाल का?
टिप्स ह्या नक्कीच आहेत. की एकतर स्वतःचा निश ओळखा. कारण बरेच जण तिथेच अ, अडकतात आणि तिकडेच नापास होऊन जातात. अ, 10 गोष्टी करायला जातात आणि "एक ना-धड, भाराभर चिंध्या" होऊन जातं त्यांचं. तर, तुमची एक, कोणतीही छोटीशी कला असेल. तर, तीच पकडून, सुरू करा आणि कमीत-कमी 1 वर्ष द्या. ही 2री टिप आहे. ती कमीत कमी 2 वर्ष तरी त्यात घाला आणि पार्ट-टाईमच काम आहे, अगदी एका तासात पूर्ण होईल असं काम आहे. तर 2 वर्ष तरी द्या आणि 3रं म्हणजे, जे काही करताय त्यात नाविन्य कसं आणू शकाल आणि जगाबरोबर कसं चालू शकाल? हे पहा. म्हणजे अ, एकोणीसशे ऐंशी बद्दल नका बोलू आता 2020च्या दशकात बद्दल बोलायला सुरू करा.
बरोबर. अडकतात. अगदीच. हो. बरोबर. चालू शकतं. म्हणजे ट्रेंड सांभाळा. बरोबर.
आजच्या रिलेव्हेंट जगासाठी.
जगाचं बरोबर आहे. अगदी समर्पक आणि खूप छानपणे मला मला हे तुम्ही समजावून सांगितलत आणि मला खरंच खूप आवडलं आणि कदाचित तुम्ही आज ज्या दिलेल्या टिप्स आहेत, त्या मला पुढे जाऊनही खूप कामाला येतील. खूप-खूप धन्यवाद तुमचे, की तुम्ही आज तुमचा हा मला वेळ दिलात आणि इतके छानपणे, तुमच्या क्रिएटिव्ह प्रवासाबद्दल बोललात. त्याबद्दल खूप आभार!
तुमचेही धन्यवाद. सोशल मीडियाबद्दल बोलायला नेहमीच मजा येते. आणि त्यात क्रिएटिव गप्पा मारायला तर अजूनच छान वाटतं. तुमचेही खूप-खूप आभार!
धन्यवाद!